<laughs>
नाही, नाही, भो. त्यांनी क्लिअर केलं "नाही भो, तुझ्याकडे मी लक्ष देणार नाही जोपर्यंत तू पूर्ण भीती काढत नाही." म्हटलं "ठीक आहे सर, आता मी पूर्ण भीती काढूनच येतो." मग त्यांनी काय केलं, ते जे क्रिकेट बॉलिंगची मशीन असते ना, जी नेट्समध्ये तुम्ही बघितली असणार ॲड्समध्ये की ती बॉल नेतात. हो, हो, हो. मग तिने काय केलं, मला तेच बॉलची मशीन नेट्समध्ये उभ केलं आणि 3 स्टंप्सच्या मागे त्याची हां, पण तीची ती माईल्ड स्पीड वरती ठेवलेलो होतो आम्ही. जिच्यानी बॅट्समन
अरे बाप रे! मग? हं, हं. अच्छा? हां, ते आपोआप अ, बॉल फेकतात तीच ना, हां. हां, हां. अरे बाप रे! <chuckles> पण त्याची स्पीड जास्त असते ना? अच्छा, म्हणजे स्पीड एडजस्ट करता येते. कमी-जास्त करता येते, ते? ओके, ओके.
स्पीड एडजस्ट हो, हो, हो, हो. त्याच्यावरती एक मीटर असत त्याला सेट करावा लागत आपल्याला. त्याने तो एकदम बॉलिंग, बॉलिंग जसा प्लेयर टाकतो त्याच पद्धतीने तो टप्पी पडून पिच वरती मागे कीपरच्या हातात येतो. त्या पद्धतीने तो माझ्या हातात यायचा तो बॉल.
अच्छा, अच्छा. हां, हां. हां, अच्छा. ओके. अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्हाला मग कीपरची थोडीशी प्रॅक्टिस करावी लावली लावली त्याच्यात.
मग हो, कीपरची प्रॅक्टिस करायला लावली. पण ती
आणि स्पीड पण तुम्हीच ठरवत असाल मग? तुम्हाला जे-जे जमतंय ज्या स्पीडने ज
नाही, तो ठरवायचा स्पीड. तो ठरवायचा स्पीड नाही, मित्र, मित्र ठरवायचा आणि तो एवढा खतरनाक, चालू व्यक्ती होता तो. पहिले दोन चार हळू टाकायचा मध्येच एक स्पीडमध्ये टाकायचा. म्हणजे त्याच्याने काय झालं ना, गुगली करायचा तो माझ्यासोबत. त्याच्याने काय झालं, मग बॉडी बॉडीला काय होत ना, की स्लो तर येतोय मग आपण हात टाकून देऊ. मग त्याच्याने हात मध्ये जायचा आणि ती स्पीडचा बॉल जेव्हा बसायचा हाताला. तेव्हा मग ती हळू-हळू ती सवय पडायला लागली स्पीडचा बॉल पण पकडायची.
कोच का मित्र? मित्र ठरवायचा. अच्छा. हां, हां. हं, <laughs> गुगली एक हं, हं, हां. <chuckles> हां. हां, हां. हो. हां, हां. पडायला लागली आणि मग ती हळू-हळू भीती पण गेली असेल, म्हणजे आता हळू-हळू स्पीड वाढवली हो.
आणि पूर्णपणे आणि त्याच्याने एक गोष्ट एवढी चांगली झाली, की बाउंडरी वरती जरी मी उभा असेल आणि का कॅच कितीही हाय हाय असेल तर तिला निदान एक हात वरती करून उडी मारून मी त्या हाताने कॅच पकडून घ्यायचो.
हां, हां. हां, हां. अरे बाप रे! म्हणजे प्रॉ सही, सही म्हणजे जबरदस्त, म्हणजे तुमची जी ज्या-ज्यामुळे तुम्हाला भीती वाटत उलटी उलट त्यामुळे तुम्ही त्यात एकदम प्रावीण्य मिळवलं. असं झालं, <chuckles> हो एकदम.
हा बदल माझ्यामध्ये झाला. प्रावीण्य झालो. म्हणजे एक एका हाताने मी जास्त जास्त ट्रेन केल्यामुळे तो हात ऑटोमॅटिकली तोच हात पुढे जायचा मग. कुठल्याही फील्डिंगमध्ये ही.
<chuckles> अ, हां एका हाताचा मा कॅचिंग मास्टर. <chuckles>

हो एकदम सुजलेले, पूर्ण लाल होऊन गेले. एकदम असे जाड सुजून गेले त्याच मिनिटाला आणि खतरनाक पेन होत होता त्यांच्यामध्ये. अ, मग त्यानंतर सरांनी अ, तिथेच अकॅडमी मधनं आयसिंग मागवली, आइस ट्रे मागवला, आयसिंग केली मी बोटांना. आणि त्यानंतर डॉक्टरकडे हो. तर त्यानंतर ते मला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरनी पेनकिलर सगळ्या रिक्व्ह प्रिस्क्राईब केल्या आणि मग मी घरी आलो. तर मग आठ अ, 2 आठवडे तर मी म्हणजे बोटांना असं वाकवूही नाही शकत होतो. एवढं जबरदस्त पेन होत होतं मला.
अरे बापरे! हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हो, बर्फाने फरक पडतो सूजवरती, हो. अच्छा. अच्छा. अरे बापरे! म्हणजे उजवा की डावा हो? उजवा हा उजवा हात नेमका, मग खाताना वगैरे अडचण?
उजवा हात. हो. हो, मला माझी आईच खाऊ घालायची. अ, उलट्या हाताने खाता येत तर नव्हतं. अ, मग हे सगळं झालं. मग त्यानंतर मी परत जॉइन झालो अकॅडमीला जायला लागलो. पण हो, 2 आठवड्यानंतर, थोडं पेनमध्ये कमी होती. अ, मी तिथे जायला लागलो. मग प्रॅक्टिस करायला लागलो. सूज उतरली पूर्णपणे उतरली. ते पेनकिलर्स आणि अँटिबायोटिक्स मध्ये सगळं काही ओके झालं. पण त्यानंतर त्या बॉलची भीती एवढी माझ्या अंगात घुसली, की जर मी बॉलपर्यंत पळत असेल आणि ती कॅच येत असेल तर मी ती कॅच अक्षरशः ड्रॉप करायचो.
अरे बापरे! हां, हां. हं, हं. 2 आठवड्यांनी. हां, हां. हां, हां, हां. म्हणजे सूज उतरली असेल तुमची. हं. बरोबर झालं. ओके-ओके. हां, हां. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, हां, हां. अच्छा, अच्छा. अच्छा परत तसं नको व्हायला म्हणून.
हो. मी हात म्हणजे हात पुढे घेऊन जायचो आणि मागे खेचून घ्यायचो, की
अच्छा, म्हणजे हातातला तुम्ही कॅच पण सोडून द्यायचा चुकून म्हणजे अंग पुढे जायचं हां. अच्छा. हां, हां.
कॅच हो सोडून द्यायचो. चुकून नाही. ते माझं म्हणजे स्वतः बॉडी सांगायची की, तू हात मागे खेचून घे आणि तेच वा वारंवार तीच गोष्ट होत होती. मग सरांनी मला सांगितलं. "अरे राजा, तुझ्या अंगात, तू घाबरून गेलाय त्या बॉलला. त्याची भीती तुला काढावी लागेल अंगामधन नाहीतर तू पुढे जाणारच नाही. तू जर अशी फील्डिंग सोडशील. तर मग तुझं कसं करिअर बनेल पुढे?"
हां. नको रे बाबा. <chuckles> हां, हां. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. अच्छा, हां. हां, हां. हं, हं. बरोबर, बरोबर. बॉल सोडून कसा चालेल. <chuckles>

मग माझा मित्र होता आर्यन, आर्यन म्हणून. मग त्यानी काय केलं? तो रोज तोही त्याला म्हणजे तो टीममध्ये नव्हता. पण तो क्रिकेटमध्ये यायचा. मग दुसऱ्याला अ, मुलांसोबत तो प्रॅक्टिस करायचा. नेट्समध्ये म्हणा त्या सर्व गोष्टी. मग त्यानी काय केलं? तो मला लो कॅचेस द्यायला लागला.
हां, हां. हां, हां. हं, हं. अच्छा. अच्छा. अच्छा. म्हणजे सुरुवात छोट्यापासून परत सुरुवात केला. हां, हां, हां.
टेनिस अ, "अरे, मी तुला मदत" हां, ते म्हणजे अगदी अ, असं अ, लो कॅच, अंडर आर्म कॅचेस म्हणतो ना आपण लहान मुलांना खेळवतो तसं. त्या पद्धतीने तो
हो, हो. हो, हो. तेच ना म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून परत सुरुवात केली, की बाबा तुला येतंय-येतंय. हां.
हो. आणि त्यानी त्यानी एक गोष्ट एवढी चांगली सांगितली की तुझा जो अ, डावा हात आहे तो
हं, हं. हं, हं.
त्या अ, खिशामध्ये घालून ठेव. त्याचा वापर नाही करायचा आणि ज्या हाताला लागलेलं आहे त्याच्यानेच कॅच पकडायची.
अच्छा, अच्छा. हां. म्हणजे त्या हाताला जी भीती बसलीये ती गेली पाहिजे बरोबर.
हं. ती गेली पाहिजे. मग तो बॉल टाकायचा. मी त्याच्याने पकडायचो आणि ते अंडर आर्म कॅचेस होत्या म्हणून एका हाताने पकडता येत होत्या. असं-असं करून तो काय त्यांनी 5 दिवस एकदम स्लो दिल्या. त्याच्यानंतर त्यानी स्पीड वाढवली त्या कॅचेसची. मग एकच हाताने तरी एक हळू-हळू, हळू-हळू. मग त्याच्यानंतर त्यांनी हाय कॅचेस चालू केल्या, देणं मला.
बरोबर, बरोबर. अच्छा. हां, हां, हां. ओके. हां, हां. हळू-हळू म्हणजे. हळू-हळू. हां. अच्छा, अच्छा. आणि मग परत ते एकाच हाताने तरी पण तुम्ही करत होता सगळं.
आणि तेव्हा तेव्हा

हां, कॅच आणि कुठेही म्हणजे एकदम असं अ, मिड विकेटवरनं आपल्याला अ, मध्यापर्यंत यायचंय. 30 यार्डपर्यंत यायचंय. समजा बॉल एकदम टॉपवरती गेलेला आहे. तर मी तिथून पळत यायचो. जरी मी माझ्या हातापासून तो बॉल लांब असेल, तो हात पुढे घेऊन गेलो तरी तो बॉल हातात बसून जायचा. असे करून खूप
<chuckles> हं, हं. हां, हां. हं, हं. अरे बापरे! हां, हां, हां. मग तुम्ही तसं उ उडी मारून वगैरे पण 1 हाताने पकडत असाल मग सहज आता.
विकेट्स आला. हो असं एकदम एकदम सही झालेलं आहे ते कॅचिंग. म्हणजे काही ना काही जीवनामध्ये असे प्रसंग येतात, की ती आपल्याला अजून त्याच्यांना त्यांना न घाबरता आपण त्याच्यावरती जर अ, निरंतर प्रयास केला ना तर आपण त्याच्यात अजून जास्त प्रावीण्य मिळवतो.
अरे बापरे! सही. मग कोच काय बोलले?
कोच कोच तर पहिल्यापासून जास्त इम्प्रेस. अरे तू तर आता फील्डिंगपण फील्डिंग मास्टर झाला. लांबूनही थ्रो मारून देतोय तू स्पीडमध्ये.
अरे बापरे! <laughs> अ, हां, हां.
त्याच्याने काय झालं ना, तो जो हात तो एकदम स्ट्राँग झाला.
मग तुम्हाला मिळालं ते स्टेट स्टेटचं मिळालं मग तुम्हाला?
हो मी स्टेटला मग गेलो होतो. स्टेट खेळायला गेलो तेव्हा आम्ही स्टेट रँक 1 आलो.
अरे वाह! एकदम अभिनंदन, अभिनंदन.
हो आणि माझे माझे माझे 10 मार्कही वाढले, जस मी तुम्हाला सांगितलं होतं. मी सगळं ती सेटिंग लावून बसलेलो होतो. की कसा अभ्यास करायचा आहे, हे 10 मार्क येऊन माझे मार्क किती वाढणार आहेत. ते सर्व जसं मी ठरवलं होतं, त्याच पद्धतीने झालं.
हो, 10 मार्कपण वाढले. हं, हं. हं, हं, हं. हं, हं.

आणि भीतीवर तुला तर मात करावीच लागेल. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग तरी मग सरांनी मग काय केलं, मला मॅच खेळवणंच बंद केलं. कारण की बाउंडरीचे बॉल हो खेळवणं बंद केलं. त्यांनी सांगितलं की तू आता फक्त, तुझ्या अ, ड्रिल्सवरती प्रॅक्टिस कर, कॅचिंग प्रॅक्टिस कर की हां. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तू पहिले स्वतःमधनं ती भीती काढ. आणि जोपर्यंत तू तू ती भीती आंग तुझ्या अंगामधनं काढत नाही आणि मला दिसून येत नाही. तोपर्यंत मी तुला एकही मॅच खेळवणार नाही. त्याच्यामध्ये तुझ्या स्टेट लेव्हलच्या मॅचेस आल्या, तरी तुला मी ड्रॉप करून चालला जाईल.
खेळूनच पण केलं. अ, ड्रिल्स अच्छा, हां. बरं, हां. हां, हां. हं, हं. बापरे! म्हणजे तर एकदम हं, हं, हं.
आणि स्टेट लेव्हलच्या मॅचेस म्हटल्या म्हणजे, मला थोडंस वाईट वाटलं म्हटल, "स्टेट लेव्हलच्या मॅचेस जर आल्या आणि मी जर असच करत राहिलो, तर मग" आणि त्या टायमाला काय असायचं ना. की स्टेटच जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तर तुमच्या 10th मध्ये 10 मार्क वाढायचे.
<chuckles> हो, हो, हो. हां, हां. अच्छा. असं? अच्छा! माहीत नव्हतं मला हे, अच्छा!
हां, हो. हां. तर 10 मार्क वाढायचे. मग ती मार्कांची ही लालच होती मला, की यार म्हटलं जर, जर मी गेलो नाही
ओके, ओके. असणारच, हां. आणि त्यात तुम्ही होता ना, ऑ त्यात तुम्ही आहात पण हां म मग अपेक्षा हं.
मी ऑलरेडी होतो. हां. मी म्हटलं मला 10 मार्क एक्स्ट्रा भेटणार आहेत. मग मी माझी सगळी प्लॅनिंग झालेली होती. म्हटलं, "मी एवढा अभ्यास केला. एवढे पर्सेंटेज आणले. 10 मार्क अजून आणले. तर मग माझा स्कोर तर चांगलाच होतोय म्हटलं."
भेटणार. हां. हं. हां, हां, हां. हो, हो, हो, हो.
पण मग त्याच जागेवरती ती सरांनी सगळी ती आशावरती पाणी फिरवून दिलं. तू, तुला आम्ही घेणारच नाही टीममध्ये. तू प्रॅक्टिस कर आणि तुझी भीती काढ. मगच भेट तू आम्हाला.
अरे! अगं हं. हं, हं, हं. एकदम हताश झाला असणार. मग काय केलं तुम्ही? म्हणजे तुमचा तुम्हाला माहिती आहे की तुमचं शरीर तुम्हाला अ, चुकीची प्रतिक्रिया करायला लावते आहे, तर मग तुम्ही ती म्हणजे अ, मन सांगते, डोकं सांगते की केलं पाहिजे. पण शरीर ते भीतीने आपोआप पाठी जातंय. हो, मग तुम्ही
एकदम. म्हटलं हं, हं, हं, हं. बरोबर. भीतीने अ, हो, म्हणजे मी जरी पुढे हात केला ना, तरी तो आपोआप मागे येऊन जायचा जेव्हा त्याला पकडायचो. काय वाटलं?
हां, हां. म्हणजे नक्की काय केलत तुम्ही, की त्या भीतीतून तुम्ही मग कसे बाहेर आलात मग?